हं. नाही. फ फारच छान, की असं कुठेतरी निसर्गाच्या अ, सानिध्यात तुम्ही जाता. असं कधी की किस्सा झालाय का? म्हणजे तुम्हाला आठवतंय, की हे सांगण्यासारखं आठवणीत तुमच्या राहिलंय, की मला व्यक्त व्हायचं होतं आणि अ, मी लिहिलंय. म्हणजे तुमचं जशी सवय आहे पे कागद-पेन घ्या आणि अ, त्याच्यावर लिहा आणि मग ते लिहून मन शांत करा किंवा मन हलकं करा. पण तरीही नाही झालं आहे आणि मग तुम्ही काहीतरी वेगळंच ते साधन निवडलंय आणि ते केलत आणि मग तुमचं मन शांत झालंय असं काही झालंय का?
हं. हं. हं, हं. हं, हं. अ, बघा मी तुम्हाला सांगू शकतो, की अ, म्हणजे की माझे आहे ना अ, फॅमिलीमध्ये माझा एक कझिन आहे. आणि अ, माझा कझिन आहे ना तो अ, तो आणि मी एकाच वर्गात होतो आणि आम्ही सोबतच मोठे झालो. तर मग आहे ना त्याला आहे ना एक आजार झाला होता. अ, सगळ्यात घातक आजार असतो की तो झालेला कॅन्सर आणि अ, त्याने मला सांगितलं होतं, की मला असं-असं झालंय. जेव्हा मला ह्या गोष्टी माहिती पडल्यात, तर मला असं झालं ना, की यार आता ते माझ्या मनामध्ये आहे. मला काहीच समजत नव्हतं, की हे काय करायचं आणि त्याच्या घरच्यांना मी कसं सांगायचं. आणि मला त्या गोष्टीबद्दल त्याला असं सांगावसं वाटत होतं, की नाही हा कोणाला सांगत नाही आपल्याला. आणि ते कसं झालंय, की आता मला माहिती आहे. आणि जर उद्या जर काही होतं. तर मग प्रत्येक व्यक्ती माझ्यावर प्रश्न विचारेल, की "बाबा हे तुला माहिती होतं. तू घरात नाही सांगितलं. मग तू कसा भाऊ होता ना? की तुम्ही एका स्कूलमध्ये होते, त्यांनी ट्रस्ट करून तुला सांगितलं. तू मदत करायला पाहिजे." आपण काहीतरी विचार केले. तर मग तेव्हा असं मी मला जेव्हा ही गोष्ट कळाली ना तर काही दिवस तर मला एकदम शॉक झालं आणि तो सांगत होता, की "बघ कोणाला सांगू नको. आपण आपलं, आपलं बघूया. आपण डॉक्टर्स वगैरेला जाऊया आणि हे करूया." पण मला असं वाटतं, की आहे ना की नाही यार आपल्या, आपल्यामध्ये करूया आणि काही गोष्टी जर आहे ना कसं आहे, की आपल्या वेमध्ये हे हे असं थोडी आहे ना की कार बनवायला गेलोय आणि गाडी ठीक झाली तर घेऊन येऊया. नाही झाली तर मग तिथेच राहू द्या. असं नाहीये ना ते. धीस धीस इस अ, क्वेश्चन ऑफ लाईफ.
हं. हां. अच्छा. अच्छा. हं. अरे बाप रे! हं, हं, हं, हं. अरे बाबा! हं. हं. हं, हं. हं. हां, हां. हं. हं. हं. हां. हां ना. हं. हं. हं, हं, हं. हां. बरोबर. हं. हं. अरे बाप रे! हं. हं. हं, हं. हं. तेच. हं, हं, हं. राइट.